आणि कसं बनवायचं?
आणि मग ते आपल्या गाडीमध्ये वगैरे बसून खायचं असं, कारण एक-एक जागा स्पॉट फिरायचा. हॉटेल वगैरे बुकिंगचं काही हेच नव्हतं म्हणजे केलेलं आम्ही.
हं, हं. अच्छा, अच्छा.
आणि आमच्या दुर्दैवाने असं झालं होतं ना, की जिथे थांबलो होतो जयपूरला आम्ही. तिथे आम्हाला एकही हॉटेल मिळेना कारण सीझन होता.
हो. का बरं, सीझनमुळे? अच्छा. हं, हं.
सीझनमुळे आणि आमचं प्री-बुकिंग काहीच नव्हतं. म्हणजे ही सुरुवात जी झाली ना, जेव्हा आम्ही फक्त दोघंच नवरा बायको भटकंती करत होतो.
<chuckles> अरे वाह! खूप सुंदर. <chuckles> अ, हं, हं. मग तुमची एक गाडीच बनवलेली आहे. तुम्ही म्हणजे सर्व त्याच्यात झोपू शकता, राहू शकता.
तेव्हा ही सुरुवात झाली की आता कसं करायचं, म्हणजे निघालो तर खरं, पण बुकिंग नाही. आणि हो म्हणजे, ती नंतर बनवली, ती म्हणजे जेव्हा हे अनुभव आले ना, आम्हाला की आता गेलोय आणि बुकिंग नाहीये. आपण काय एवढे एवढे श्रीमंत नाही की अगदी फाइव्ह स्टार वगैरे हॉटेल बघायला जाऊ.
स्वयंपाक. अच्छा. हो, हो. हं, हं. बरोबर.
जिथे ₹1,000-2,000 जास्तीत-जास्त पर नाईट किंवा अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे ₹3,000 पर नाईट असं आपण द्यायला तयार असतो. पण तिथे ते मिळत नाहीये. आणि आपल्याला मग कन्सीडर करावं लागत की आपलं जेवणाचा पण खर्च आहे.
अच्छा. हं, हं. अगदी.
आणि राहण्याचा पण खर्च आहे.
हं, हं.
आणि गाडीला पेट्रोल, डीझल लागतंय ते वेगळं.
ते तर वेगळंच आहे.
मग तेव्हा आम्ही असं म्हणजे तो अनुभव खूप वर्स्ट होता की आमच्याबरोबर एक 2री गाडी होती. त्यांचं कॅम्प फायर कॅम्पचीच गाडी होती त्यांची आणि त्यांची आम्ही तयारी बघितली आणि आम्ही असं अचंबित झालेलो. म्हंटल वा! हे आपण का नाही करू शकत?
अरे, हो. मग तुम्हाला आउटडोर स्वयंपाक, <chuckles>
म्हणजे ती राजस्थानची टूअर आम्हाला खूप हो, टूअर आम्हाला खूप शिकवून गेली आणि मग आउटडोर स्वयंपाकासाठी काय तयाऱ्या हव्यात, कसे तुम्ही, तुम्ही अश्या छोट्या-छोट्या गोष्टी तयार करून चू बरोबर कॅरी करू शकता, कशी एखादी छोटीशी कढई, छोटासा तुम्ही म्हणतो ना की गॅस पहिला शेगडी आमच्याकडे अशी नव्हती गॅसची.
अ, अच्छा. हो, हो. हं, हं.

हे पण घेऊन जावं लागतं.
या हो, या गोष्टी आम्ही घेऊन जातो कारण चपाती करणं किंवा भाकरी करणं थोडं थोडं ना टाईम कन्झ्युमिंग होतं.
हं. अवघड जातं. हो, हो, ते पीठ मळणं किंवा बाकीच्या गोष्टी. हो.
होतं तयार होतं. हो, कारण कसं भाकरीला तुम्हाला पीठ जे आहे ते एकतर ताजं हवं आणि व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे ते पीठ. जर तुमची समजा ज्वारीची भाकर आहे आणि पीठ जर आपलं जुनं आहे, तर मग पाणी गरम करा, मग ते पीठ मळा, मग ती भाकरी होणार. तर टाईम कन्झ्युमिंग आहे.
हो. हो, हो. ओ हो. म्हणजे तुम्ही पर्याय म्हणून ब्रेड निवडता मग त्याच्यासाठी.
पण त्यात हो, ब्रेड किंवा बऱ्याच वेळेला ब्रेड असतो किंवा मग काही वेळेला ना माझ्याकडे माझ्या थालीपीठाची भाजणी तयार असते.
हो, हो. अच्छा, तुमचं आवडतं. <laughs> हो, हो.
मग ती थालीपीठाची भाजणी फक्त डायरेक्ट डब्यात टाकून घ्यायची आणि वेळेवर तिथे कांदा, टोमॅटो, तिखट टाकलं, की लगेच त्याचे असे पॅनवर मस्तपैकी थालीपीठं होतात.
अरे, मस्तच आहे. हं, भारी. तर म्हणजे, हं, हं, तर ह्या म्हणजे थालीपीठ हे तुमचा पदार्थ आहे जो फास्टमध्ये बनवला जातो. अजून अ, मला ते संकल्पनाच नाही समजली, म्हणजे ओपन काय म्हणता, ओपन काय? ओपन, ओपन किचन, हां, म्हणजे म्हणजे काय नेमकं ते मला ते नाही माहीत. हां. हं.
पटापट होतात ते. हो. किचन, ओपन किचन. हां. कसं आहे आमचं गावचं घर जे आहे ना, ते जुना वाडा आहे.
हं, हं. हो.
त्याच्यामध्ये आमच्याकडे 2 प्रकारचे किचन आहेत. 1 जे इनडोअर किचन आहे. त्याच्यामध्ये संपूर्णतः फक्त आणि फक्त व्हेज स्वयंपाक होतो.
अच्छा. हो.